अ, नाही त्यातलं फक्त मला हेच आठवतं. कदाचित ते नियतीलाच हवं होतं, की आम्ही एकमेकांचे मित्र व्हावेत, म्हणून ती हं, ती जागा रिकामी ठेवलेली होती हा, हा एक मला काहीतरी अ, नियतीचाच संकेत वाटतो. तर कोणीच बसलं नाही तिथे. उभे होते आजू-बाजूला लोकं, पण तिथे कोणी बसलं नाही आणि तीच आली, तिनेच डायरेक्ट विचारलं, मी हो म्हणालो. म्हणजे, माझं काही ऑब्जेक्शन घेण्याचं कारणच नव्हतं. <chuckles> ती बसली आणि तो एक प्रसंग अ, अजबच प्रसंग होता तो. असं कसं झालं, असं.
हं, बरं. हं, हं. हं, हं. <chuckles> हं, हं. अच्छा, अच्छा. असं कसं झालं. बरोबर.
मग त्यानंतर मग हं, आमची प्रॅक्टिस चालू होती. मग तुम्हाला एक सांगतो मी, एक प्रसंग असा झाला होता, की अ, त्यामध्ये अ, तिच्याबद्दलचा मला खूप रिस्पेक्ट खूप वाढला होता. तो एक प्रसंग असा आहे. अ, तर आमच्या त्या अ, नाटकामध्ये एक छोट्या मुलाचंही पात्र होतं.
हं, हं. हां.
तर अ, त्याचे आई-वडील कामाला जायचे. त्यामुळे ते अ, प्रॅक्टिसच्यावेळी त्या लहान मुलाला आमच्याकडे सोडून जायचे आणि मग आमची प्रॅक्टिस झाली, 2-3 तासानंतर किंवा संध्याकाळी वगैरे ते यायचे आणि त्या लहान मुलाला घेऊन जायचे घरी. अ, असं चाललं हं, असं रोज व्हायचं. पण एक दिवस काहीतरी त्या छोट्या मुलाची ना, तब्येत खराब होते.
हं, हं. हं, हं. अच्छा.
आणि तो थोडासा असा तापलेलाही होता आणि मग आमची जिथे प्रॅक्टिस चालू होती, नेमकं तिथे त्याने वांती केली.
हं. हं, हं.
जिथे आमचं, आम्ही हॉल घ्यायचो भाड्याने आणि त्या हॉलमध्ये तो आजारी असल्याने त्याने तिथेच केली. मग इतर मुली होत्या ना, त्या सगळ्या अशा त्यांनी ते केल्यामुळे अर्थातच सगळ्या लांब झाल्या. असं अगदी अरे, हे काय केलंय याने. आपल्याला प्रॅक्टिस करायची इथे, असं-असं सगळं, नाही आवडत ते असं आणि ते समजून घेण्याची कोणाची प्रवृत्ती नव्हती. आमचा डायरेक्टर मग हे शोधायला लागला, की सफाई कामगार कुठे असेल, त्याला जाऊन बोलवून आणू वगैरे, वगैरे मग त्याची धावपळ तिथे सुरू झाली. अ, मी काही करू शकत नाही. लांब उभा होतो. पण ती जी नवीन आलेली, जी मैत्रीण होती माझी, तर तिने आजू-बाजूला बघितलं, तिने तिकडे ते एक सूप बघितलं, एक झाडू बघितला, गेली ती स्वतः ते सगळं साफ केलं तिने.
हो. हां, हां, आजारी होतात. हां, हां. अ, हां, हां. कसं केलं. हो, नाही आवडत कोणा-कोणाला ना, ते असं. नसते. हो. हां, हां. हां, हां.
आणि सगळं ते स्वच्छ केलं. अटॅच बाथरूम होतं. तिकडे जाऊन तिने थोडंसं पाणी आणलं, ते स्व सगळं स्वच्छ वगैरे केलं त्या झाडू आणि त्या, जो काही असतं ना, सूप असतं आपलं ते कचरा उचलण्याचा, त्याने तिने सगळं साफ वगैरे केलं. मग मला आणि पुन्हा मग ती म्हणे, "चला आता करूयात प्रॅक्टिस." तर तेव्हा असा अ, खूप रिस्पेक्ट वाढला.
ओ. हो ना, हो. हो. त्यांच्यासाठी काही हां, त्यांच्यासाठी ती गोष्ट त्यांना विशेष किंवा वेगळी नाही वाटली.
हां. वेगळी नाही वाटली, पण मग एक अ, आई तिच्यामधली जागी झाली होती ना त्यावेळी. तर मग फार मग आमची मैत्री अधिकच घट्ट झाली आमची मग तेव्हा आणि मग ती मैत्रीण
अ, हो, हो. मग अशी सुरुवात कशी झाली तुमच्या मैत्रीला म्हणजे असतं ना असं, की म्हणजे अ, जास्त बोलत होतात म्हणून किंवा अजून काही संवाद झाले तुमच्यामध्ये म्हणून?

मग तेव्हा जेव्हा ती अ, मी डायरेक्टर सरांना सांगितलं की हिला अ, फोन करा. तर मग डायरेक्टर सरांनी फोन केला. मग तिथनं आल्यानंतर "अरे थँक यू तुझ्यामुळेच झालं हे, माझी इच्छा होती इतक्या दिवसापासून," असं. असं ते पुन्हा तो संवाद सुरू झाला आणि तिथनं ॲक्चुअली आमच्या मैत्रीची सुरुवात झाली होती.
हो, हो. <chuckles> हो, हो. हं.
तर मग हां, मग तिच्या अ, नाटकामध्ये आणि अ, पुन्हा नाटक सुरू करण्यामध्ये थोडासा गॅप होता. तर मग काही विसरायला, काही टेक्निक्स, काही चेंज होतात. मग ते आमचं देवाण-घेवाण असायचं विचारांची. तर मग तेव्हा अ, आमची मैत्रीला सुरुवात झाली आणि ह्या पॉइंटला आल्यानंतर त्या मुलाच्या ज्या पॉइंटला आल्यानंतर तो प्रसंग झाल्याने मला म्हणजे अ, खूपच आदर अधिकच वाढला तिच्याबद्दलचा, की अरे हो, हो.
अच्छा-अच्छा. हां, हां. हां, हां. नक्कीच, नक्कीच. अ, करण्यासारखी ही गोष्ट होती कोणी दुसरं केलं नाही. बरोबर. बरो मग असं असतं ना की आता आपल अ, म्हणजे अ, व्यक्ती आपल्या आयुष्यात येणं त्याच्याबद्दलचा आदर वाढणं. मग अशाने अ, तुमच्या काही विचारात किंवा आयुष्यात असा काही बदल झाला का? असतो ना की आपल्याला इन्फ्लुअन्स होतो अरे वाह! स्वभाव चांगलं आहे, हे आहे. तर असं तुमच्यामध्ये काही बदल झाला का?
मूडी असेल ती. केलं नाही तिने, केलं तर मग हं. हम्म. हो, हो. मग मी अ, असा विचार केला होता की माझी जी होणारी बायको असेल, हिच्या सारख्या स्वभावाची असेल.
हो, हो, हो. <chuckles> अच्छा अच्छा. हां, हां.
हां, एक अ, म्हणजे अ, ते जे काळजी घेणं म्हणा किंवा अ, दिसण्यावर नव्हतं ती गोष्ट. तिच्या बिहेवियरवर होतं ते. सगळं तिच्या वागणुकीवर, ती कशी वागत होती, ती इतरांशी कशी बोलत होती. ती तिच्या घरापासून लांब असताना, नवऱ्यापासून, मुलापासून लांब असताना ती इतरांशी कसं, अ, किती मिक्स व्हायचं, किती अंतर ठेवून राहायचं? ज्या एक ती समज असते ना, त्या प्रत्येकाशीच आपण अ, जवळीक करत नाही खूप. अगदीच समजून घ्यायचं या माणसाची जवळीक केल्यानंतर अ, काय आपण सुरक्षित राहू, नाही राहू, आपले विचार मर्यादा कशा पाळायच्या? ह्या सगळ्या गोष्टी अगदी बरोबर. अगदी बरोबर. तर तेव्हा मग अ, ती गोष्ट बघून असं माझ्या आयुष्यात एक हे झालं की हो असं-असं आणि जेव्हा मला लग्न करायचं होतं. तर अ, मग त्याच माझ्या मैत्रिणीलाही मी सांगितलं होतं की अशी-अशी मुलगी आहे तू बघ. मग तिने सांगितलं होतं आणि हां, हो. आणि मग ते छान अ, माझं जेव्हा लग्न झालं, तेव्हा तीही होती तिचे मिस्टर दोघे जण आलेले होते, आमच्या लग्नाला. असं ते छान आमचं एक वेगळंच बॉन्डिंग होती. मित्रत्वाच्याही पलीकडचं होतं खरं तर ते. अगदी असतो ना अ, खूप असे घट्ट मित्र, जिगरी मित्र तसं होतो आम्ही खरं तर.
नक्कीच. हो. हां, हां. हां, हां. बरोबर. म्हणजे मर्यादा कशा पाळायच्या त्यांना व्यवस्थित कळत होत्या. हां. हां, हां. अरे वाह! <chuckles> हां. हां, हां. नक्कीच. हां, हां.

अहां, नक्कीच. अ, अशा छोट्या-छोट्या गोष्टींमधूनच म्हणजे अ, आपलं जे मैत्रीचं हे असतं ते बदलत असतं. नक्कीच नक्कीच, मग अजूनही म्हणजे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट आहे का? म्हणजे आजही तशीच आहे का मैत्री?
हां. हं. येस, येस. हो, हो, मग हो, मागच्या अ, ख्रिसमसच्या सुट्टीमध्ये आम्ही तिच्याकडे गेलो होतो. 3 दिवस तिच्या घरी राहिलो आणि छान एन्जॉय केला आम्ही. हो, हो. मी, माझी पत्नी आम्ही दोघेही गेलो होतो. आणि ते जेव्हा आमच्या शहरात येतात, तेव्हा ते नक्की आवर्जून माझ्या घरी येतात. आम्हाला भेटतात किंवा आम्ही तिच्या माहेरी जातो. तिथे आम्ही अ, गप्पा-शप्पा किंवा मग अ, कधी डिनर कधी लंच, कधी आमच्या घरी नाश्ता वगैरे. असं काही चाललेलं असतं. पण ती अजूनही आहे. आता तर ती माझ्या अ, मिसेसची जादा जास्त मैत्री झाली, मैत्रीण झाली आणि त्या दोघी जणी एकमेकांशी बोलतात.
हं, हं. अरे वाह! हं, हं. हं, हं. वा, वा! हां, हां, हां. सुरूच असतं म्हणजे. हां. <laughs>
असं म्हणजे खूप बॉन्डिंग आहे. छान बॉन्डिंग आहे आमचं.
अरे वाह! न मुळातच त्यांचा अ, स्वभाव छान आहे, त्यामुळे ते सगळ्यांचीच मैत्रीण होतात आणि अ, अगदी छान निभवतात नातं. सुंदर, फारच म्हणजे तुमच्या खरंच ट्रेनमधले अनोळखी ही भेट खरंच खूपच छान आहे. जी अशी अगदी अ, म्हणतात ना साधी आणि सुंदर आहे असं मी म्हणेल. खूप छान वाटलं ऐकून. आणि अ, त्यातही तुम्ही खूप छान सांगितलं की आजही ती मैत्री टिकलेली आहे, जी सध्याच्या काळात जरा अ, कठीणच असतं म्हणजे आजकालच्या युगामध्ये, पण खूप छान आहे. म्हणजे हा संवाद साधून खूपच चांगलं वाटलं. नक्कीच पुन्हा बोलूया. धन्यवाद!
छान आहे. हो, हो, हो. येस, येस. हो, हो, हो. टिकलेली आहे. कठीण असतं. हो, हो, हो, हो. हो. मलाही तुमच्याशी बोलून फार छान वाटलं. नक्की पुन्हा भेटून गप्पा मारूयात. खूप-खूप धन्यवाद! थँक यू, थँक यू व्हेरी मच.